पालक झाल्यावर घडलंय, म्हणजे कसं होतं, हे खरं तर प्रत्येक नवीन जे पालक असतात त्यांना अ, नवीन पालकत्वाची जबाबदारी आल्यावर गोंधळलेले पालक असतात. तर प्रत्येक पालक ह्यातून जातोच. पहिलं 1 दीड वर्ष तर अ, ह्या सगळ्यामध्ये जातं, की हे सॉल्व्ह कसं करायचं? तर ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठी समस्या ही झोपेची असते.
हां, हां. अ, जातोच म्हणजे. अच्छा.
कारण 12:00 वाजले, की त्या मुलांना कुठूनतरी एक भयानक एनर्जी येते. आणि त्यांना रात्रीच्या 12:00 वाजता आणि त्यांना मग अ, अ, गप्पा तरी मारायच्या असतात, नाहीतर खेळायचं तरी असतं, नाहीतर उड्या तरी मारायच्या असतात. असं काहीतरी करायचं असतं.
<chuckles> म्हणजे रात्रीच्या 12 <chuckles> अरे बापरे! <chuckles> म्हणजे दिवसभर झोपा काढा आणि रात्री परेशान करा असं. <chuckles>
तर तसंच हां, हां. <chuckles> आणि हे बऱ्याच मुलांचं असतं बऱ्याच. तर मग अ, आणि जनरली ऑफिसला जाणाऱ्या आई-बाबांच्या मुलांचं तर नक्कीच असतं कारण अ, ऑफिसला आई-बाबा जातात. त्यामुळे आई-बाबांचं शेड्यूल फिक्स असतं. पण हे मूल घरात असल्यामुळे त्याचं शेड्यूल फिक्स नसतं. त्याला वाटेल तेव्हा ते झोपत दुपारी मुल आपली झोप पूर्ण करून घेतं. जेव्हा आई-बाबा ऑफिसमध्ये असतात.
हां. बरोबर. असतो. हो, हो. हो, बरोबर. अ
आणि आई-बाबांना झोपेची गरज असते, तेव्हा हे मूल ताजं-तवाना झालेलं असतं. तर हे माझ्यासोबतही घडलंय. हां.
<laughs> बरोबर म्हणून आता माझ्या लक्षात आलं, की तुम्ही का म्हटल, की मूल झोपतं तेव्हा पहिले झोपा तुम्ही सोबत. हं, हां, हां. म्हणजे त्याच्या टायमिंग सोबत टाईम मॅच करा तुम्ही, मग सोपं जाईल नंतर.
हां. <chuckles> तर हे मॅच केला पाहिजे. हो, तर मग असं माझ्यासोबत बऱ्याचदा झालंय की मी जेव्हा अ, शाळेमध्ये नोकरी करायचे तेव्हा मला 08:00 वाजता 08:30 वाजता पंच करायला लागायचं शाळेमध्ये. अर्थात माझी शाळा माझ्या घरापासून अगदी 3 मिनिटावर होती. अ, तर पण तरीही माझा मुलगा दीड 2:00 वाजेपर्यंत रात्री झोपायचा नाही. मग 2 वाजता झोपल्यानंतर मी सकाळी 06:00 वाजता उठून मला अ, 06:00 जास्तीत जास्त 07:00 वाजता उठावंचं लागायचं.
हं, हं, हं. अच्छा. अच्छा. <chuckles>